अरे, हो का! अच्छा!
त्यांच्या लेडीज लोकं हो. आणि असं नाही केलं की हां, आता ते अंतिम संस्कार करायचं? काय करायचं त्याच्या पुढचं? आमच्या समाजाची लोकं आली. ते लगेच स्वतःची कार काढून सगळ्या गोष्टी घ्यायला गेले. सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे म्हणतात ना, खूप असे चांगले आहेत लोकं.
हां. हां, म्हणजे हां. विला हां. कुठेतरी बॉन्डिंग होतं आणि एक आपला घरोबा तयार होतो नाही का? आणि मग तसं तुम्हाला लहान मुलांच्या बाबतीत काही त्यांचा असा अनुभव आला का म्हणजे समजा काही काही प पेरेंट्सचे वर्किंग असतात, कुठेतरी नोकरीला जातात. मग त्यांची 2 मुलं अगदी किंवा एखा एखादी मुलगा-मुलगी एकटे असतात घरामध्ये, मग त्यांना कसं सांभाळायचं. मग त्यांना डेकेअर मध्ये ठेवायचं का? काय करायचं? मग या, या बाबतीत शेजाऱ्यांनी तुम्हाला कधी मदत केली आहे, की असं सांगितलंय का? की असं नका ठेवू, आमच्याकडे ठेवा वगैरे. आम्ही त्यांचा सांभाळ करतो घरच्यांसारखा. असा कधी अनुभव आला आहे का तुम्हाला?
हां, हां, हां. हो, हो. हां, हां. अ, कसं आहे की आमचे जेवढे पण सोसायटीत लोकं आहेत ना, सगळे बिझनेसमन वगैरे आहेत किंवा उच्च पदावर नोकरीवर आहेत. तर त्यामुळे विषय काय आहे? त्यांच्या घरात लेडीज वगैरे घरात असतीच किंवा मोठी फॅमिली असतीच. कारण की सगळे संस्कारी लोकंच आहेत आमच्या इथं. प्रत्येकाच्या घरात आहे ना, आजी-आजोबा सगळे असे ज जॉइंट फॅमिलीच आहेत. त्यामुळं कुणाला असा प्रॉब्लेम येत नाही. पण हा असं कधी झालं, की आम्ही, ठेवून घेतलेले पण आहेत, की था, ठीक आहे सोडा आमच्या घरी वगैरे, मग ते आमच्या घरी खेळणार वगैरे सगळ्या गोष्टी. हां, तसं होतं, पण क्वचित होतं ते. हां, काही सीरियस मॅटर झाला तिथं बाहेर जावं लागलं. मग ते मुलांना आमच्या इथे ठेवून जातात.
हां. हां. अच्छा. बरं. हां. हो, हो. एकत्र खेळणं वगैरे. हां, बरोबर. हां, म्हणजे घेऊन जातात. हां, म्हणजे मग हां, मग तेवढी तुम्ही केअर घेता मग त्यांना पण बरं वाटतं किंवा त्यांची मुलं काही झाली तर, तुम्ही प म्हणजे तुमच्यात काही झालं तर, तुमची मुलं घेऊन जातात म्हणजे असं एकमेकांना अ, सपोर्ट करता, हां.
हो, हो. हो, हो. एकमेकांच बॉन्डिंग आहे सोसायटीमध्ये आणि इश्यू काय आहे, की शेजाऱ्यांशी संबंध घट्टच असला पाहिजे, मला असं वाटतं आणि ते घट्ट करण्यासाठी
हां. आणि यात, हां. म्हणजे आता बघा ना, आजकालची जीवनशैली एकदम व्यस्त असती. मग त्यावेळी शेजारच्यांशी कितपत संबंध ठेवणं असं कठीण वाटतं का तुम्हाला? का तसं आपण कठीण करायचं त्यातून मार्ग काढायचा कसं तुम्ही ठरवता? हां.
अं, नाही, नाही वाटत. आमच्या इथं म्हणजे म्हणतात ना, पूर्ण सोसायटीच्या लोकांसंग आमचं एवढं बॉन्डिंग चांगलं आहे. की प्रत्येकांसोबत आम्ही मिळून-मिसळून राहतो. आम्ही वाद तंटा करत नाही, कुणाचा होत असेल तर आम्ही त्याला मध्यस्थी करतो आणि त्याला शांत करायचा नाही का, प्रयत्न करतो. आणि कसं आहे, की अ, प्रत्येक कार्यक्रमात सगळ्या गोष्टीत आम्ही सहभागी होतो आणि प्रत्येकजण तसंच, अ, म्हणतात ना अ, दान वगैरे करतो, म्हणजे जसं आम्ही अ, हां, मंडळाला म्हणतात ना, पावती फाडायची असते. डोनेशन ते गोष्टीपण
हां. हां. करता, हां. हां. करतात. पावती फाडायची हां, हां, मग त्यातून एकोपा वगैरे होत असेल ना, तुमचा आणि एकत्र येत असाल त्यामुळे?
हो, हो. हो, हो. एकदम एकोपा आहे सगळ्यांचा.
हां. हां, बरोबर आणि काही एक प्रत्यक्ष भेटतात त्यामुळं तुमचे संबंध थोडे अजून वाढतच असतील. पण जर समजा प्रत्यक्ष तुमच्या भेटीगाठी होत नसतील. मग अशावेळी मग तुम्हाला अ, WhatsApp वगैरे किंवा सोशल मीडियातून म्हणजे संबंध अजून अ, दृढ करण्यास काही मदत होते का?
हो, नक्कीच. हां, हां.